आता बघा ना. आपण एवढ्या लोकांना आयुष्यात भेटत असतो, की कधी-कधी असं कोणीतरी भेटून जातं, की त्याच्याजवळ आपलं वेगळंच तयार होतं आणि तो व्यक्ती एका अशा छोट्या संयोगाने भेटलेला असतो, की आपण विचार पण नाही करत, की ही व्यक्ती आपल्या लाईफमध्ये पुन्हा कधीतरी भेटेल किंवा आपण पुन्हा तरी या कधीतरी या व्यक्तीसोबत बोलू. पण ते नातं खूप घट्ट होऊन जातं नंतर बोलत, बोलत, बोलत. असा तुमचा काही अनुभव आहे का? जर तुम्ही सांगितलं तर मला नक्की ऐकायला आवडेल.
हो ना. म्हणजे मी माझाच अनुभव सांगते. हे आहे म्हणजे आजपासनं झाले असतील 15 वर्ष तरी झाले असतील मला.
अरे वाह! एवढी. <chuckles>
हो, पूर्वीची गोष्ट आहे. तर अ, तेव्हा काय होतं, की मी अ, खूप वर्षापासनं माझ्या अ, कॉलेजच्या मैत्रिणीला भेटले नव्हते, म्हणजे माझी बेस्ट फ्रेंडच होती. तर ती पण तिच्या कामात बिझी होती आणि मग तिची अ, तिचं कुटुंब आणखीन दुसऱ्या शहरात शिफ्ट झालं होतं. मग ते परत आले आणि मग नंतर मी पण माझ्या कामात बिझी असायचे. तर आमची भेट अ, होऊच नाही शकली आणि मग एके दिवशी ती मला पुन्हा भेटली आणि अ, असंच म्हणजे मी ऑफिसला जात असताना रस्त्यातच मध्ये आम्ही भेटलो कुठेतरी आणि मग झाल्या आमच्या गप्पा गोष्टी सुरु. मग ती म्हणाली, की "ह्य माझा वाढदिवस येतोय. आठवण आहे ना तुला? तर तू येणार ना घरी?" मी म्हंटलं, "हो, येईन ना." तर मग मी ठरवलं, की ठीक आहे बाबा. आता होतं सॅटरडे नाईट. मी म्हटलं, "ठीक आहे, चला. जाऊया बर्थडेला. उद्या तर अ, सुट्टी आहे." तर असं झालं. मग गेले मी तिच्या घरी आणि तिथे अ, भरपूर जणं होते. तिच्या ऑफिसचे खूप तिचे मित्र-मैत्रिणी होते. आमचे कॉलेजचे पण होते. तर त्यांच्यासोबत मी गप्पा मारत होती आणि अचानक अ, मला असं फील झालं ना, की कोणतरी आपल्याकडे जर एकटक बघत असलं, तर आपल्याला ते जाणवतं ना?
अच्छा. अच्छा. अच्छा. मग? अरे! अच्छा. अच्छा. हां. हो, हो, हो. मग त्या क्षणी काय झा म्हणजे कसं तुम्हाला समजलं, की कोणीतरी बघतंय करून किंवा असं होतं ना, की आपण कधी-कधी पार्टीजमध्ये खूप बिझी असतो. आपल्याला समजत पण नाही ही गोष्ट.
तर अ हं. हां, ते तर असतं. पण कधी-कधी कोण जर एक टक आपल्याकडेचं बघत असतं तर ते आपल्याला एक सिक्सथ सेन्स असतं ना आपल्याला समजतं, की काहीतरी कोणतरी बघतंय, तर मी इथे तिथे पाहिलं आणि मग मी बघितलं, की एक अ, एकदम छान एक हँडसम मुलगा माझ्याकडे बघतोय.
हां, बरोबर. अरे वाह! छान छान मग? <chuckles> पुढे काय झालं मग? हे खूप इंटरेस्टिंग आहे आता. <chuckles>
आणि तो खूप म्हणजे <chuckles> मी एका कोपऱ्यात बसले होते आणि तो दुसऱ्या कोपऱ्यात बसला होता आणि त्याच्या हातात त्याचा मोबाईल होता आणि अ, एकटाच बसला होता म्हणजे त्याच्या समोर त्याचं अ, जेवण वगैरे ठेवलं होतं त्याने, जे काही स्नॅक्स तो खात होता ते आणि अ, पण त्याचं लक्ष मोबाईलमध्ये न असता माझ्याकडेच बघत होता. तर मला थोडंसं विचित्र वाटलं; म्हणजे मला असं वाटलं ना, की दिसतोय इतका छान इतका हँडसम, पण हा काय असं म्हणजे माझ्याकडे का बघतोय मला मी का विचित्र दिसते? तर माझ्या मैत्रिणीनं विचारला, की अ, काय गं माझ्या तोंडावर काहीतरी लागलं आहे का? माझा माझ्या कपड्यांमध्ये काही प्रॉब्लेम वाटतो तुला? तर ती म्हणाली, "नाही का काय झालं?" विचारला, "तो बघ ना तिथे तो कोपऱ्यात आहे ना तो बघ कसं बघतोय माझ्याकडे." मग तिचंही लक्ष गेल, की ती म्हणाली, "अरे तो?" म्हंटलं, "हो ना कोण आहे तो?" मग तिने सांगितलं, "की तो माझ्याच ऑफिसमध्ये काम करतो आणि खूप चांगला मुलगा आहे." मग विचारलं, "अगं पण तो इथे माझ्याकडे का बघतोय असं?" तर ती म्हणाली काही नाही गं त्याला तू आवडत असणार."
अच्छा. हं. हां. अरे! <laughs> ओह! ओके. वाह! वाह! छान, छान. मग?
हां, मला अगदी विचित्र वाटलं, मी म्हंटलं काही पण तुझं आणि मी उठून बेडरूममध्ये गेली तिच्या म्हंटलं मी आत जाऊन बसते इथे खूप आवाज खूप लाउड म्युझिक आहे माझ्याने सहन नाही होत आहे खूप दमली आहे. तर मग ती पण आली माझ्यासोबत आणि मग नंतर अ, तिने मला विचारलं, की तुला काही खायला-प्यायला हवं का मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि ती गेली बाहेर आणि तेवढच तो अ, मला दिसला, की हॉलवेमधून त्या कॉरिडॉरमधून मला दिसत होता, की तो इथे-तिथे असं शोधतोय, की मी कुठे गेली? आणि अचानक त्याची नजर माझ्यावर पडली.
अच्छा. हं. ओके. वॉव! किती फिल्मी आहे हे ऐकायला. वाह! वाह! वाह! मग काय झालं? पुढे काय झालं?
हं. मग तो अ, त्याने पाहिलं, की माझी मैत्रीण किचनमध्ये आहे, तर तो तिच्यासोबत काहीतरी बोलला आणि मग आला आणि मग माझ्या मैत्रिणीनं आमचं इंट्रो करून दिलं, की ह्याचं नाव हे, हे आहे आणि तो माझ्या ऑफिसचा मित्र आहे आणि ही माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे, आम्ही लहानपणापासून बेस्ट फ्रेंड्स आहोत. तर मग तो तर असा स्माईल करत होता, जसं काय माहिती काय झालं त्याला?
ओके. ओह! <laughs> सही है. मग तुम्हाला कसं वाटलं त्यावेळी? तुम्हाला तर समजतंय, की त्याला तुम्ही आवडताय, मग?
हो.
पुढे काय झालं आणि?
म्हणजे असं असतं ना, की सॉलिड क्रश आहे आणि अ, सुंदर तर तो होताच. खूप हँडसम होता. तर मग अ, झालं, मग तेव्हा ना उशीर खूप झाला होतं. सॅटरडे नाईट होतं. तरं त्याने मला ऑफर केलं, की मी तुम्हाला घरी ड्रॉप करतो. तर मला आधी ऑड वाटलं, मग मी माझ्या मैत्रिणींना विचारलं, की "काय सांगते. सेफ आहे का? जाऊ का याच्या सोबत?" ती म्हणाली, "हो खूप चांगलाय तो. एकदम सज्जन माणूस आहे. तू जाऊ शकते." तर मग त्याने मला घरी ड्रॉप केलं. <coughs> सॉरी. आणि मग नंतर मग झाले आमचे नंबर्स वगैरे एक्चेंज. मग गप्पा-गोष्टी झाल्या आणि मग नंतर 3 वर्षानंतर <laughs> आमचं लग्न झालं.
अरे वाह! <laughs> ओके. ओके. हां. ओ! म्हणजे एवढा मोठा परिणाम झाला, एका छोट्या गोष्टीचा. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला एका अशा संयोगातून भेटला नसतात, तर हे खूप फिल्मी वाटतंय आ मला भारीच आहे.
हो.
अरे वा! म्हणजे अ, असं वाटतं की तुमच्या लाईफमधला हा सगळ्यात मोठा असा डिसीजन आहे किंवा नशीब होतं तुमचं असं बोलतायत. बरोबर की नाही?
हो ना, म्हणजे मी इतके वर्ष तिला भेटले नव्हते आणि मी ऑफिसला जाताना तिला अचानक भेटले आणि त्याच्याच 2 दिवसानंतर सॅटरडे नाईटला तिची बर्थडे पार्टीला मी माझ्या अ, मिस्टरांशी भेटले.
ओ! वॉव!
हे, हे, तर म्हणजे एक विचित्रच संयोग होता तेव्हाचा.
अ, म्हणजे बघा तुम्ही 3 वर्षांनी लग्न झालं. म्हणजे बघा ना सुरुवातीला पण असं काहीतरी झालं असेल ना, की नातं ते क्रिएट होण्यासाठी, म्हणजे थोडे छोटे-छोटे आपण स्टेप घेत असतो. मग असे काही स्टेप्स तुम्ही त्यांच्यासोबत घेतलेले किंवा असे काही अनुभव, की तुमचं नातं एकदम खोल व्हावं, यासाठी तुम्ही दोघांनीही मेहनत केली? तर ते ऐकायला मला नक्की आवडेल.
हो. हो ना, काय आहे माहिती आहे का? की सुरुवातीला, आम्ही फक्त, फोनवर चॅटिंग मेसेजिंग हे चालू असायचं आणि ह तेही खूप बिझी असायचे आणि मी पण, माझ्या ऑफिसमध्ये खूप बिझी असायचे आणि काय व्हायचं, माहिती आहे का, की मी, ऑफिसला पण जायचे आणि वीकेंड्स ला अ, मी माझी म्युझिक शोज करायची. मी अ, प्रोफेशनल सिंगर पण होते. तर वीकेंड्स ला मी माझ्या बँडसोबत, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शोज करायचो. तर अ, <clears throat> एका अशाच दिवशी मी त्यांनापण, इन्वाईट केलं की "आमचा इथे-इथे हा शो आहे, तर या रॉक शो साठी तुम्ही याल का?" तर तो म्हणाला, "हो येईन ना मी तुला पाहायला." तर तो तर खुशच होता अगदी. <chuckles> तेव्हा पण त्याने मला घरी ड्रॉप केलं. मग मला असा विश्वास झाला, की आता, ह ह्या माणसावर आपण विश्वास ठेऊ शकतो आणि खूप चांगला आहे, खरंच एकदम डिसेंट वगैरे आहे.
हां. ओह! अच्छा. वॉव. ओके.
तर मग हळू-हळू आमची मग भेटपण वाढली, त्याने विचारायचं. आम्ही वीकेंड्स ला भेटायचो, माझे शोज असायचे, तर तो यायचा तिथे मला भेटायला किंवा शो च्यानंतर, तोच मला घरी ड्रॉप करायचा आणि नंतर मग असं झाली आमची मैत्री. मग, एकदा मी त्याला घरीपण इन्वाईट केलं, माझ्या आईबाबांशी भेट करून दिली, मग त्यांनाही समजलं की काहीतरी आहे. मग त्यांनी विचारलं, "काय गं कोण आहे हा?" आणि त्यांना पण आवडला, बाबांना पण खूप आवडला, तो इतका चांगला स्वभाव त्यांचा होता, तेव्हा आणि खूप गप्पा, गोष्टी झाल्या माझ्या बाबांची आणि त्यांची. मग नंतर मग बाबांनीच विचारलं, की "असं काही आहे का तुला आवडतो का तो?" आणि मी तर आईकडे बघत होते की हे काय, बाबांना कसं सांगायचं ना?
वा! अच्छा. <laughs> अरे, वा! अच्छा. <laughs> बरोबर, मग?
तर मग, आईने मग बाबांना इशारा केला, की "मी विचारते, तुम्ही राहू द्या." मग नंतर, आईने विचारलं तर, मी आईला सांगितलं, की "हो अ, म्हणजे आवडतो तो मला, पण जर का बाबा हो बोलतील, तरच मग मी पुढे काय ते सांगेल." मग आईने सांगितलं.
अरे, व म्हणजे भारीचे आहे संस्कार, असं बोलतात ना, ते खूप चांगले आहेत. असं, <laughs> वॉव.
<chuckles> हो, कारण मग आपली एक मर्यादा असते ना, आपण असंच काही अ, पाऊल उचलू नाही शकत. आपण शेवटी भारतातले आहोत. तर मग आई-बाबांना मी विचारलं, की अ, आणि बाबांनीच, ॲक्चुअली बसवलं मला तिथे आणि त्यांनी विचारलं, की "अ, तुला खरंच आवडतो का? मला तर चालेल, मी बोललो त्याच्याशी आणि मला हा चांगला वाटतो मुलगा. त्याच्या कुटुंबियांशी आपण बोलून घेऊ." आणि मग अ, ह्यांनी तर ऑलरेडी स्वतःच्या आई-बाबांशी बोलले होते ते. मग झाली आई-बाबांची बोलणी वगैरे आणि मग लग्न लावून दिलं त्यांनी.
बरोबर. हां. ओह! ओके. वॉव! मी म्हणजे असं झालं ना, की एकदम फिल्मी वाईब्स येत आहेत मला, की आता मी मूवी बनवू शकते किंवा एक खूप कॅरेक्टर तुमचं इमॅजिन करू शकते की काय झालं असेल नक पण बघा ना, तुमची जी जी मैत्रीण होती, तिचा पण एक खूप मोठा असा प्रभाव आहे या गोष्टीवर. आणि ही गोष्ट जर का तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगत असाल, मित्रांना सांगत असाल, तर त्याचा तुमच्या नात्यावर कुठे ना कुठेतरी इफेक्ट होत असतो. कारण घरी सांगताय तुम्ही, तर मग थोडा रिलेशनशिपमध्ये चेंज येतो. मग त्याचा काय परिणाम झाला नेमका, सांगता का?
<chuckles> <inhales> हं. हो ना. हो. म्हणजे काय माहिती आहे का, आमचे मित्र पण मित्र-मैत्रिणी पण भरपूर खुश होते. कारण सगळ्यांना माहिती होतं की आमच्या दोघांचं नेचर एकसारखं आहे, सिमिलर आहे. आणि अ, त्यांनी खरंच खूप प्रयत्न केले होते. सुरुवातीला मी नाही-नाही खूप म्हटलं होतं, की नाही, मी नाही ओळखत, म्हणजे अनोळखी माणसासोबत, मुलासोबत कसं काही एवढं मैत्री वगैरे करायची ना? फक्त हँडसम दिसतो म्हणून असं थोडी होतं.
अच्छा, अच्छा. बरोबर. <giggles> बरोबर, बरोबर. <inhales>
<inhales> तर असं झालं. मग आमच्या मित्र-मैत्रिणीपण आणि माझी बेस्ट फ्रेंड जी होती ती तर अतिशय खुश झाली की "ये माझ्या ऑफिसच्या मित्रासोबत तुझं लग्न ठरतय." कारण तिची पण तेव्हा एंगेजमेंट झाली होती. तर ती म्हणाली की "आपण दोघंही, बघ आता आपल्या दोघांना पण जोडीदार भेटला आणि खूपच चांगले मुलगे आपले दोघांना भेटले तर आपण आम आमचं दोघींचं लग्न पण एकाच वर्षी झालं. म्हणजे थोडंसं 2-3 महिने पुढे मागे होतं. पण अ, आम्ही खूप खुश होतो. तर डबल डेट्स वगैरे आमचे व्हायचे की ठीक आहे बाबा चला <chuckles> आपण चौघं मिळून जाऊया इथे-तिथे फिरायला मूवीजला. तर छान वाटतं ना एकमेकांची कंपनीपण मिळते.
मग. <laughs> <giggles> अरे वाह! अच्छा! ओ! हां. वाह! वाह! म्हणजे तुम्ही त्या मैत्रिणीला कळत-नकळत का नाही भेटलात. एवढा छोटा संयोग होता तुमचा तो एवढ्या वर्षानंतरचा आणि तुमचं एवढं घट्ट नातं लाइक तुम्ही बोल बोलू शकता की लाईफटाईम कमिटमेंट देण्यासारखं नातं आणि एवढं फिल्मी की म्हणजे मी खूप अशी शॉक आणि खूप मस्त वाटते मला असं काहीतरी ऐकायला की एवढं फिल्मी रिलेशनशिप आहे तुमचं. कारण खूप कमी वेळा असं होतं की आपण एका मित्रा अ, मैत्रिणी थ्रू किंवा मित्रा थ्रू एखाद्या व्यक्तीला भेटतो. आणि तो आयुष्याचा खूप मोठा असा आपला भाग होऊन जातो हो की नाही? आणि तुमची एवढी चांगली स्टोरी म्हणजे तुम्ही, काही करायच्या आधी सुद्धा तुमच्या वडिलांची एवढी मोठ्या प्रमाणावर परमिशन घेतली आणि त्यांचा एवढा आदर करतो असं वा दिसून येतं याच्यातून आणि तुमचा एवढा चांगला प्रसंग आणि अनुभव म्हणजे असं बोलता येईल की आयुष्यभराचा जो अनुभव होता तो ऐकायला मला खूप भारी वाटला आणि पुन्हा तुमच्या बरोबर बोलायला नक्की आवडेल.
हं. <chuckles> हो, ना. <chuckles> हो ना. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि जुन्या आठवणी पुन्हा तुम्हाला सांगून खूप-खूप धन्यवाद! तुमचे.
धन्यवाद.